अच्छा. <chuckles>
म्हणजे एकतर हे होईल, की मी मेहनत केली आहे म्हटल्यानंतर मला काही करून ते विकावंच लागेल.
<chuckles> अरे, वाह! म्हणजे मग तुम्ही ते स्वतः बनवलेत.
हो, तर मी ते स्वतः बनवले क्विलिंग स्ट्रिप्स वगैरे आणल्या आणि मी असं घरी काही सांगितलं नाही आधीपर्यंत. कारण त्यांनी करू दिलं नसतं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं असतं, की "अजून बरेच मार्ग आहेत, हे काय करतीयेस." तर त्यांनी काही मला करू दिलं नसतं. पण अ, <chuckles> म्हणून मी सांगितलं नाही. मी आपल्या अ, क्विलिंगच्या स्ट्रिप्स आणल्या आणि आईने मला विचारलं, एक-दोनदा येऊन. कारण 3-4 रात्री बसाव्या लागल्या ना मला, रात्री जागवाव्या लागल्या करण्यासाठी.
अरे हां, हां. हं, हं. हो. <chuckles> खूपच छान कीस्सा. हं. हं. अच्छा. म्हणजे तुम्ही दिवसा अ, कॉलेज करून अ, रात्री ते अ, झुमकी बनवून कानातले ते तुम्ही दुसऱ्या दिवशी अ, सेलिंग विकण्यासाठी जाणार होते, खरंच म्हणजे खूप कष्ट करून <chuckles> त्याच्यावर
हां. कानातले करत होते. हो. <chuckles> हो. हो. हो, म्हणजे मुद्दाम मला ते कष्ट करायचे होते. कारण अ, जर मी तेवढे कष्ट केले नसते ना, तर कदाचित म्हणजे मी कोणाकडून तरी आणलेलं अ, असंच म विकलं गेलं नसतं, तर मला त्याचं दुःख नसतं झालं.
हो. हो, कारण त्याची किंमत तुम्हाला कळाली नसती. हो, बरोबर आहे.
किती हां, की ते मी केलं नाही आहे ना. तर ते काय अ, काय थोडेफार पैसे जातील फुकट. ठीक आहे, नाही जमलं मला असं म्हणून मी सोडून दिलं असतं. पण ज्यावेळेला ती माझ्याकडून मेहनत घडली
हं. हं. <chuckles> बरं.
आणि मी ती केली, तेव्हा मला माहिती होतं, की मी काहीही करणार आणि ते विकणार. कारण इतकी मान मोडली होती, इतक्या रात्री खर्ची झाल्या होत्या.
हं. बरं, मग मला असं विचारायला आवडेल, की तुम्ही एवढे सेल झुमके बनवले. आणि मग ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सेल झाले का?
हं. हं. हो, म्हणजे अ, ते पण एक खूप मोठं आव्हान होतं माझ्यासाठी, की एकतर बनवणं कारण दुसऱ्या कोणाची हेल्प नव्हती मला एकटीलाच करायचं होतं.
<chuckles> राइट.